आता आहे ना, अ, जेव्हापासून असं बोलायला हरकत नाही की कोरोना येऊन गेला आहे, तेव्हापासून ऑनलाईन जे शिक्षण होतं त्याची खूप मोठ्या झपाट्याने वाढ झाली आणि प्रसारही झाला आहे आणि आता आपण काय शिकायला गेलो का आपल्याला पहिली गोष्ट आठवते की पहिला म्हणजे YouTube बघूया किंवा कोणतातरी कोर्स बघूया आणि त्याच्यामध्ये आहे ना, ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक आपली जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये एक मोठी अशी स्पर्धा सुरू झाली आहे.
हं. बरोबर. हो. हं. बरोबर. बरोबर.
तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
हो, नक्कीच ना, म्हणजे कोरोनानंतर आहे ना, पूर्ण शिक्षण इंडस्ट्रीच बदलली की ऑनलाईन सर्व्या गोष्टी मुलं शिकायला लागले. त्यानंतर पारंपरिक शाळेमध्ये त्यांना त्या पद्धतीचा इंटरेस्ट रा राहिलेला दिसून येत नाही. कारण की काय होतं आहे आता सध्या, की ऑनलाईन एवढी माहिती अव्हेलेबल आहे आणि एवढी व्हरायटी अव्हेलेबल आहे ना की मुलांना तिकडं आकर्षण जास्त होतं आहे.
हो.
तर मग त्यांना आणि क्वालिटी एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो, ते त्यातलाही चांगलाच प्रकार तिथे मुलांना शिकायला भेटतो आहे. त्यानंतर फ्रीडम आहे त्यांना शिक्षण करण्यासाठी, की त्यांच्या स्पेसनी आणि त्यांच्या स्पीडने त्यांना ज्या पद्धतीने समजत आहे, त्या पद्धतीने ते शिकू शकत आहेत.
हो ना.
आणि अगदी त्यांना कुठल्या टायमाला शिकायचं आहे, हेही त्यांना तिथून समजतंय. म्हणून मुलं आता ऑनलाईन एज्युकेशनकडे जास्त वळत आहेत आणि पारंपरिक एज्युकेशन थोडंसं त्यांना नकोसं असं वाटायला लागलेलं आहे.
बरोबर बोललात तुम्ही. पण तुम्हाला असं वाटतं का, की एक वेगळी अशी स्पर्धा अशी निर्माण होत आहे? म्हणजे विद्यार्थी शिक्षकाच्या नात्यात किंवा सामाजिक जो विकास होतोय त्याच्यामध्ये किंवा आपल्या शाळेच्या ज्या रोजच्या शिस्त असते ना आपली, त्याच्यामध्ये पण एक वेगळी स्पर्धा तयार होत आहे? कारण कसं आहे ना खूप सारे फायदे आणि तोटेपण आहेत याचे.
हं. हं. हं. बरोबर. जर कुठलीही नवीन गोष्ट येते ना, तिचा काही ना काही फायदा असतो. काही ना काही तोटा असतो.
मग? हो ना.
बरोबर आणि ह्या सगळ्या पद्धती कधी डेव्हलप झाल्या, जेव्हा आपण अशी मोठी महामारीला बळी पडलो कोरोनासारखी आणि आपण सगळे घरात बंद होतो. तर तेव्हा ऑनलाईन शिक्षण पारंपरिक ज्या शाळा होत्या यांनाही ऑनलाईन यावं लागलं होतं आणि त्यांना त्या माध्यमातनं शिक्षण मुलांना प्रोव्हाईड करणं भाग पडलेलं होतं. तर त्यांनीही स्वतःला त्या पद्धतीने बदललं आणि त्या पद्धतीने त्यांचं काम ते करत होते त्या टायमाला. आणि त्यामुळेच आता बदल मुलांना त्या पद्धतीचं शिक्षण आवडायला लागलं, फ्रीडम त्यांना भेटत होतं त्याच्यामध्ये.
बरोबर, अ, पण तुम्हाला असं वाटतं का? की पारंपरिक ज्या शाळा आहेत, त्यांनी या ऑनलाईन शिक्षणाचा पुरेपूर फायदा घेऊन, अ, आता बघा, तुम्हाला माहिती असेल की ऑनलाईन अनस्टॉपसारखे किंवा बाकीचे जे हॅकथॉन्स वगैरे होतात, त्याच्यामध्ये खूप मोठी स्पर्धा असते आणि पारंपरिक श अ, शाळेमध्ये जी लोकं असतात, मुलं असतात, त्यांना माहितीच नसतं, की या गोष्टी होत आहेत. तर मग अ, म्हणजे या शाळांनी काय केलं पाहिजे, पूर्णपणे ऑनलाईन गेलं पाहिजे? हायब्रिड मोड केलं पाहिजे? की काहीतरी वेगळं केलं पाहिजे? आणि ज्या लोकांना माहीतचं नाहीये, त्या लोकांनी या सगळ्या गोष्टींचा शोध कसा घेतला पाहिजे?
हं. हं. हं. बरोबर. बरोबर. हं. बघा ना. हं. बघा, अ, जर असं सांगायला गेलं तर, हायब्रिड मॉडेल हे सगळ्यात बेस्ट मॉडेल असतं असं मी मानतो. कारण की तुम्हाला एक अ, फिजिकल कनेक्ट ही असतो शाळेसोबत, तिथे जाऊन बसणं, तिथे शिकणं आणि कधी-कधी तुम्हाला घरून ऑनलाईनही तुमचं 2 म्हणजे तुमची 5 ड अ, समजा जर 4 डेज कॉलेज, स्कू स्कूल किंवा अ, ऑनलाईन होतं म्हणजे शाळे अ, फिजिकली होत असेल आणि ए एक दिवस ते ऑनलाईन घेतात. तर अशा पद्धतीने आता बऱ्याचशा स्कूल्स ऑपरेट करायला लागलेल्या आहेत आणि त्यात काय होतं की मुलांना अ, इतर गोष्टी शिकण्याला जास्त प्राधान्य भेटतं. नवनवीन टेक्नॉलॉजी शिकायला प्राधान्य भेटते ऑनलाईन. कारण की ऑनलाईन जे कंटेंट अवेलेबल आहे ते मुलगा परत-परत बघू शकतो.
हो. हां. हो ना.
त्याला जेव्हा अडचण आली, तेव्हा तो ते बघू शकतो. पण पारंपारिक काय असतं, एक वेळेस शिकवलं म्हणजे झालं. त्यानंतर तुम्हाला ते कधी एक्झामच्या टायमाला, जर का विचारायचं असेल फॅकल्टीला, टीचरला तेव्हा जाऊन तुम्ही विचारतात आणि बरेच पोरं त्यालाही घाबरतात. म्हणून ऑनलाईन कसं झालं की लगेच आपल्याला अवेलेबल आहे.Youtube उघडलं, त्याच्याबद्दलचं अ, कंटेंट काढलं आणि ते बघितलं. तर आपल्याला लगेच ते समजतं. किंवा जर नाही समजलं, तर आपण 2-3 व्हरायटी ऑफ अ, टीचरांकडून तिथे शिकू शकतो. पण शाळेमध्ये कसं असतं, की आपल्याला एकच टीचर अलोकेटेड असतो. आणि आपल्याला त्याच्याकडून शिकावं लागतं. ती फ्लेक्सिबिलिटी आपल्याला भेटत नाही. कारण की प्रत्येक मुलाला त्या टीचरकडनं समजेल त्याचं शिकवलेलं असं गरजेचं नाही ना?
हो ना. बरोबर. बरोबर बोललात. लवचिकताही कमीच असते पारंपरिक अ, शिक्षणामध्ये आणि ऑनलाईन शिक्षक त्याला खूप चांगल्या प्रकारे स्पर्धा देत आहे. पण अ, ग्रामीण भागातली जी लोकं आहेत जी आर्थिकदृष्ट्या कमी आहेत. ज्यांना कुटुंबाचं जे संसाधन असतं ते कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तर त्या लोकांसाठी किंवा त्या पालकांनी मुलांसाठी काय केलं पाहिजे? किंवा यामध्ये सरकार जे आहे, त्यांनी किती मोठा भाग घेतला पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
हं. हं. हं. हं. बरोबर. हं. बघा. अ, जे म्हणजे आर्थिकदृष्ट्या, म्हणजे एवढे सक्षम नाही आहेत, त्यांच्या पोरांना ते एवढ्या अ, ऑनलाईन शिकवू शकत नाही आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये ते रुजू करू शकत नाही. तर तेव्हा त्यांच्यासाठी सरकारने खूप चांगले नियम घेतले, की आता जे झेडपीचे स्कूल्स आहेत, त्यांच्यामध्ये से सेन्सेक्स बोर्डचा वापर हा याच्यासाठी त्यांनी मंजुरी दिलेली आहे. म्हणजे सेन्सेक्स बोर्ड आता झेडपीच्या स्कूल्समध्येही आहे. जे आपण मोठमोठ्या प्रायव्हेट स्कूल्समध्ये बघतो. आणि तिथले जे आणि त्या, त्या सेन्सेक्स बोर्डसाठी तिथं वायफायची सुविधा, या सगळ्या अ, तिथल्या म्हणजे गव्हर्नमेंटनी प्रोव्हाईड केलेलं आहे. तर मग हे सगळं तिथं चालू असताना त्या पोरांना ते जे फॅक्ट म्हणजे ते टीचर जे त्यांना शिकवतात. त्यांनाही ट्रेनिंग दिली जाते की ऑनलाईन या पोरांना अजून कसं शिकवलं पाहिजेल किंवा या पोरांना YouTubeच्या माध्यमातनं आणि त्यांचे जे वेगवेगळे पोर्टल्स आहेत, स्वयं पोर्टल झालं स्कूलसाठी लहान अगदी लहान मुलांना. तर त्याच्या माध्यमातून ते अ, म्हणजे ट्राय करतात की ह्या पोरांना ऑनलाईन शिक्षण द्यावं आणि त्यांना अ, गावाकडच्या मुलांनाही जागरूकता मिळावी की कसं ऑनलाईन शिक्षण होतं. अजून त्या पोर्टलवरती जाऊन आपण काय, काय नवीन गोष्टी शिकू शकतो शाळेच्या व्यतिरिक्त, याचंही त्यांना ज्ञान भेटतं. अजून टेक्नॉलॉजीशी ते जुडतात, की ते त्यांना ते बोर्ड ऑपरेट करणं शिकता येतं. Googleवरती जाऊन यू YouTubeवरती जाऊन ते त्यांचं रिसर्च करू शकतात, कंटेंट कन्झ्युम करू शकतात, जर का त्यांना काही गोष्ट आवडत असेल ते शिकणं, तर या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट करत आहे आजच्या टायमाला. जेणेकरून म देशामधला कुठलाच विद्यार्थी टेक्नॉलॉजिकली मागे राहायला नको.
हो. बरोबर. हं. वाह! खूपचं छान. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा खूप छान-छान असे इनिशिएटिव्ह घेतो आहे, असं बोलायला हरकत नाही आणि ज्याप्रकारे तुम्ही सांगितलत, की स्वयं सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत ते खूप चांगलं काम करत आहेत. पण बघा ना, जस-जशी टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे. ऑनलाईन शिक्षण जस-जसं वाढत चालल आहे तसे प्रॉब्लेम्स पण आहेत. म्हणजे खूप जास्तीचा स्क्रीन टाईम असतो किंवा आपण एका लर्निंग लूपमध्ये फसून जातो की समजत नाही, की आपण एक गोष्ट समजायला 100 व्हिडिओ बघून मोकळे होतो. पण ती गोष्ट समजतचं नाही. मग त्यासाठी काय अशा गोष्टी केल्या पाहिजेत मुलांनी? किंवा कोर्सेस पण असतात ना, 100 कोर्सेस करतो. पण त्यातलं धड काही येत नाही. मग तेव्हा काय करायचं?
हं, हो, नक्की. हं. हो. हं. बरोबर, हं. हं. बघा मग ते आपलं स्वतःचं डिसिजन असतं ना, की आपल्याला काय करायच आहे? बरोबर, की आपण ती गोष्ट आपला मित्र करतोय म्हणून त्यामुळे आपण ती गोष्ट शिकतोय आणि तिच्यात आपला इंटरेस्ट नाही आहे. तर असेही बरेचं पोरं आपण ऑब्झर्व्ह केलेत ना, की इंटरेस्ट नसेल तरी ते शिकतात आणि मग त्यांना ते समजत नाही आणि मग त्यांचा टाईमही वाया जातो आणि कधी-कधी पोरांचं काय झाल आहे आता की जास्त स्क्रीन टाईम असल्यामुळे त्यांना अगदी लहान वयात चष्मे लागायला सुरुवात झाली.
हो. हो. हो ना.
तर मग याच्याम याच्यामध्ये ना, त्यांच्या पॅरेंट्सचाही खूप मोठा रोल असतो, की त्यांनी कंट्रोल ठेवायला हवा त्यांच्यावरती, काहीतरी पॅरेंटल कंट्रोल म्हणून सेटिंग असतात, मग फोन्समध्ये की तेवढा टाईम त्यांना फोन द्यायचा, त्याचा अतिरिक्त वापर ते करू शकणार नाही. आणि कसं असतं, अ, काही काही पोरं अभ्यासच्या नावाखाली फोन्स घेतात. पण दुसरंच काम करत बसतात त्या फोनवरती. गेम्स खेळतील, अ, सोशल मीडिया बघत बसतील. तर मग, त्याच्यामुळे पॅरेंटल कंट्रोल असणं गरजेचं आहे. की 1 तास झाला की मग परत पेरेंट्स त्यांच्याकडे, मग 1 तास झाला की तो फोन बंद होतो. आणि मग परत ते पिन मागण्यासाठी पॅरेंट्सकडे येतात. म्हणजे पॅरेंट्सला कंट्रोल भेटतो आणि हेही समजतं की कुठल्या ॲप याने किती वेळपर्यंत वापरलेलं आहे आणि य याचे बॅकग्राऊंडमध्ये किती ॲप्स चालू आहेत आत्ताही.
हो, हो. हो.
म्हणजे त्याच्यामुळे कंट्रोल आणणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून, ते अशा लूपमध्ये फसणार नाही, अशा चुकीच्या गोष्टींमध्ये लागणार नाही.
बरोबर. म्हणजे आपण मोठे असू तर आपला स्वतःवर कंट्रोल पाहिजे आणि मुलं लहान असतील, तर पॅरेंटल कंट्रोल हा खूप जास्त महत्वाचा आहे. हो की नाही?
हो. नक्कीच.
पण आता बघा, ऑनलाईन शिक्षण हे कितीही पुढे गेलं असलं तरी पारंपरिक शिक्षणाची एक थोडा म्हणतात ना, की वेगळीच अशी अ, मजा होती किंवा कारण कसं आहे? शिक्षक समोर शिकवायचे. मग आपल्याला काही प्रश्न असतील तर लगेच, म्हणजे लगेच अन्सर, काही क्षणात आपल्याला मोबाईल पण यूज करायला लागत नाही आहे, डेटा पण यूज करायला लागत नाही आहे. आणि त्यामध्ये असं आहे ना ह्युमन टेस्ट जो असतो, तो निघत चालला आहे. आणि या 2 गोष्टींमध्ये एक समतोल असा ठेवण्यासाठी शिक्षक आणि मुलं काय करू शकतात?
हं. बरोबर. हो. हं. हं. बरोबर. बघा ना, जर असा समतोल आणि असा आनंदमय शिक्षण आपल्याला ठेवायचं असेल. आणि पारंपरिकदृष्ट्या आपल्याला ते जपून ठेवायचं असेल, तर नक्कीच आपण हायब्रिड मॉडेल हा चूज केला पाहिजे शिक्षणाचा. की जेणेकरून मुलं त्या शिक्षकासोबत कनेक्टेड राहतील. जरी ऑनलाईन शिक्षक असेल, त्याच्याकडे त्यांच्याकडे काहीतरी अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म असायला हवा जिथे ते डाउट सॉल्व्ह करू शकतात मुलांचे, त्यांच्यासोबत बोलू शकतात, वन ऑन वन मीट घेऊ शकतात. तर अशा सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. जेणेकरून पारंपरिक शिक्षण आणि हे आधुनिक शिक्षण हे दोघींचं संमिश्रण बनवून एक चांगलं शिक्षण प्रणाली आपली निर्माण होईल.
हां. वाह! खूपच छान. म्हणजे छान प्रकारे सांगितलं तुम्ही, की हायब्रिड मोड हा अवलंबला पाहिजे जर का पारंपरिक शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण या दोन्हीचा एक अ, म्हणजे संतुलन ठेवायचं असेल तर. आणि तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की पॅरेंटल कंट्रोल हा तेवढाच महत्त्वाचा आहे. मलाही वाटतं कारण कसं आहे ना, आताची मुलं फोन मागतात आणि घेतात. आणि त्याच्यावरती बाकीच्या गोष्टी काहीही बघत असतात आणि जे काम दिलेलं असतं त्यांना, शिक्षणासाठी घेऊन दिलेला असतो, त्याच्यावरती त्यांचा काहीच ताबा नसतो. आणि एक आपण बोललो तेही खूप मोठं आहे ,की कसं आहे ना, ऑनलाईन कितीही गोष्टी झाल्या तरी एक ह्युमन टच पण तेवढाचं महत्त्वाचा असतो. त्यासाठी आपण वन ऑन वन सुद्धा घेऊ शकतो आणि करू शकतो. तुम्ही एवढी छान माहिती दिली याच्याबद्दल, हे ऐकून मला खूप भारी वाटलं आणि तुमच्या सोबत पुन्हा बोलायला नक्की आवडेल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद!
हं. हो. हं. हं. हं. हं. धन्यवाद!